अरे वाह! वाह! वाह! म्हणजे थोडक्यात आधी तुम्ही पैशाला तुम्हाला वाटतं की पैसा मिळाला तर आपण यशस्वी होऊ, पण नंतर-नंतर कसं ना की आपलं रिअलायझेशन्स येतात आपल्याला किंवा माणसाचे जसं तुम्हाला आता कुटुंब, कुटुंबाचं यश आणि या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरल्यात निश्चितच. अ, पण मग अ, का बरं म्हणजे असं का बदल घडला तुम्हाला काय वाटतं की सहज घडला किंवा तुम्ही विचार केला तर कशामुळं हा बदल झाला असं तुम्हाला वाटतं?
हो. हो. अ, कसं आहे ना की अ, लग्नाच्या अगोदर अ, अ, माझी आर्थिक परिस्थिती एवढं चांगली नव्हती. तेव्हा काय अ, वाटायचं की पैसा तर मुख्य आहे. हो, आपलं मनसमाधान वगैरे अ, कधी येतो जेव्हा आपण स्वतःहून आनंदात असाल तर. तर मला असं वाटलं मी एखादी काम करून आर्थिक स्थिती जेव्हा अ, बरोबर करणार, त्यानंतर मला असं वाटलं की हो मला यश मिळालं आहे. पण स पैसाच म्हणजे पैशानी मला असं वाटतं की तुम्ही अ, पलंग घेऊ शकता पण झोप घेऊ नाही शकत. हो की नाही, आणि पैशाने आम्ही अ, खाणं घेऊ शकतात, पण मला असं वाटतं की आपला जी भूक असते ती आपण खरेदी नाही करू शकत. त्याच्यासाठी मला असं वाटलं की जेव्हा आपण अ, न म्हणजे अ, नंतर मला असं वाटलं की आपलं मनशांती जी असते ना तीच मोठं यश असतं हो पैसा तर गरजेचा आहे. पण काय असतं ना अ, मुलींच्या बाबतीत एक चांगलं असतं पॉझिटिव्ह की त्यांचे मिस्टर वगैरे कामाला जातात. तर घरची जी आर्थिक परिस्थिती ते बघतात. आपण त्यांना सहभाग असतो. हो आपण त्यांना अ, मदत करतो थोडीफार अ, छोटी मोठी कामं वगैरे करून. पण घरात आपले चांगले लक्ष आहे, मुलांकडे चांगलं लक्ष आहे आणि ते मोठं होऊन काहीतरी होणार ही मनाची जेव्हा समाधान अ, आणि मला असं वाटतं की हां, माझा जर मुलगा आता अ, शिकत आहे. तो व्यवस्थित शिकला म्हणजे माझी नजर आहे त्याच्यावर आता अ, तो व्यवस्थित शिकला, आयुष्यात तो अ, चांगलं काही झाला, पायावर उभा राहिला, तर मला ते मोठं एक यश वाटतं.
हां. बरं. बरं. हं. बरं. बरोबर आहे. बरं. फरक असतो. अच्छा. <chuckles> हो. अगदी, अगदी. हो, हो, हो. अगदी, अग हो, हो, हो. बरोबर. हां, हां. अगदी, अगदी. ते भार कमी होतात. <chuckles> हं. हं. बरोबर. बरोबर. अच्छा. बरोबर. मदान मिळ. थांब, बरं. अच्छा. <laughs> अच्छा.